निस म्हणजे हा प्रसंग कसा असतो माहीत आहे का की दिवाळीकडे दिवाळीसाठी ना आपण सगळेजण शॉपिंग करतो. आणि शॉपिंगच्या वेळी कसं असतं ना, की आपल्याला काय वाटतं की आपल्याला खूप छान पाहिजेत. म्हणजे नाही का साडी घ्या, ड्रेस घ्या एकदम जो उत्तम मधला उत्तम ड्रेस असेल ना तो आपल्याला पाहिजे असतो. मग अ, त्यावेळी काय होतं ना, की घरच्या एवढ्या सगळ्या बायका असतात आमच्या घरी काय करतात सगळ्या बायकांना एका गाडीत बसवतात, घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर ते म्हणताना असंच म्हणतात बरं. "तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या." पण तिथं गेल्यानंतर काय होतं ना, की अ, एखादीला, जर ड्रेस घ्यायचा असेल ना दुसरी म्हणते नाही, नाही, साडीच चांगली दिसते, आपण साडीच घेऊया दिवाळीला साडीच बरी आहेत. अ, नंतर ड्रेस कधीतरी बघूया. हे शॉपिंगच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं मग काय होतं एकीने जर साडी घेतली ना मग तिला दुसरीही सहमत होते नाही साडीच पाहिजे. मग जर का 1 दोघं राहिले ना मग ते बंधन त्यांच्यावरती लादलं जातं. का बाकी सगळ्यांनी साड्या घेतल्या तुम्ही का ड्रेस घेताय? तुम्ही पण साड्या घ्या. मग अशा वेळी मात्र आपल्याला माझ्या इच्छा कधी-कधी सोडाव्या लागतात. कधी ड्रेस घ्यायचा असतो तर आपण साडी घेतो आणि कधी साडी घ्यायची असेल तर आपण ड्रेस घेतो. असं मात्र शॉपिंगच्या बाबतीत बऱ्याचदा होतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये काही कार्यक्रम असतो. किंवा बायकांचं ते अ, संक्रांतीनंतर. तर आपण म्हणतो बघा वाण देण्याची पद्धत असते. त्याच्यामध्ये पण कधी-कधी होतं आपल्याला काय वाटतं की आपण समजा मला वाटतं आपण, शिकलो आहे तर आपण काय वाटतं मला बऱ्याचदा हा विचार आलेला की आपण ना अशी पुस्तकं दिली पाहिजेत बायकांना वाणामध्ये. जेणेकरून त्या बायकांनी पुस्तक वाचलं खूप मोठं नाही पण छोटंसं तरी द्यावं. पण घरच्यांना काय "पुस्तकं, ही काय वाण्यात द्यायची गोष्ट आहे का? त्याच्यापेक्षा आपण हळदी कुंकाच ते देऊया" करंडा म्हणतात आमच्याकडे त्याला. ते देऊया. मग दुसरं कोणी म्हणतं करंडा काय मागच्याच वर्षी दिला होता आणि ते नेहमी सगळेच देतात. आपण जरा दुसरा समई वगैरे देऊया. म्हणजे अशी मतभिन्नता वाढत जाते आणि जे विषयाला जास्त लोकांचं मत मिळेल म्हणजे आता समजा समई नाही आपण दिवा देऊ शकतो.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर, हं. हं. बरोबर हां. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. <chuckles> बरोबर, बरोबर. हं. हं. बरोबर. हां. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हां. बरोबर. बरं. हां, हां, हां. बरोबर. हं, हं. बरोबर, हां. हं. बरोबर.
मग दिव्याला का दोघा तिघांनी पाठिंबा दिला की मग उरलेले सगळ्यांची मतं बाद होतात. आणि दिवाच घेतल्या जातो. मग ते माझं पुस्तकही राहतं
हं. हं. म्हणजे मेजॉरिटी विन्स होते तुमच्या इथं.
हो. तसंच होतं. मग ते बाकीच्यांवर तो निर्णय लादल्या जातो. ते शॉपिंगच्या बाबतीत पण होतं आणि अशा छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये पण होतात.
<chuckles> हं. हं. बरोबर, बरोबर. म्हणजे या पद्धतीने हं. अरे बापरे! <chuckles> कसं होतं ते कसं?
आणि इव्हन चहाच्या बाबतीत पण होतं ना. चहाच्या बाबतीत पण होतं बऱ्याचदा. चहाच्या बाबतीत म्हणजे माहिती आहे अ, समजा मी चहा केलात. आणि मला चहा नाही घ्यायचा आहे. पण बाकीच्यांनी दोघा तिघांनी घेतला मग तो फोर्स होतो आपली इच्छा नसते त्यावेळेस. पण तरी आपण चहा घेतो.
हां. हं. हं. बरोबर, हां. हां. <chuckles> "अरे, तू बी घे. अरे, काय होतं?" हां. असं सांगत असतील ना ते? "तू बी घे अरे, काय होतंय एवढ्याशा वरनं?"
म्हणजे इच्छा नसताना पण घ्यावी लागतात. हां, अ, नाही आणि ते एक म्हणजे कसं तसं प्रेम असतं ना ते. "तुला काही घ्यायचं नाही का? का नाही घ्यायचं आहे तुला? मग याचा अर्थ तुझं काहीतरी दुखतय वाटतं." अरे, नाही दुखत नाही. मग ते स्वतःला डिफेन्स करण्यापेक्षा तो चहा पिलेला कधीही चांगला असतो.
हं. हां. <chuckles> हं. बरोबर. हं. <laughs> हं. बरोबर, बरोबर.

खरं सांगायचं झालं तर माहीत आहेत अ, काय आहेत ना की माझ्या 2-4 फ्रेंड आहेत. 2-4 म्हटल्यापेक्षा कशाला अशा हॉस्टेलमधल्या तर असंख्य फ्रेंड्स आहेत. की ज्यांना सगळ्यांना असं वाटायचं की अरे यार, आपण पुणे मुंबईसारख्या सिटीत राहतो आहेत. आणि मुली कसं असतात की थोडंसं शिकलं की जास्तच मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करतात. यार मग ते फ्रेंडशिप मग त्याची कोहा चहा, कॉफी मग ते इथून पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि काय असतं ना की माणूस भावनेच्या भरात वाहावत जातो आणि मग त्या भावनेच्या भरात त्याला समजत नाही. आपण नक्की कृती करतोय काय योग्य की अयोग्य? कारण आजच्या चहा, कॉफी आपल्याला आयुष्यभर पुरली पाहिजे याचा विचार कुणी करत नाहीत.
हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. नक्कीच. हो.
आपण तात्पुरता विचार करतो आणि याचा प्रभाव जर म्हटलं ना, तर अ, माझ्या जेवढ्या काही कॉन्टॅक्टमधल्या माझ्या फ्रेंड्स आहेत, त्या सगळ्या फ्रेंड्सच्या तुलनेत मी आज पैशाने श्रीमंत आहेत आणि माझ्या घरचे पण माझ्या घरचे एवढं फ्रीडम आहेत मला की मी आज त्यांच्यापेक्षा, मी जर म्हटले ना मी आज दुसऱ्या देशात जाऊन येते तरी माझ्या घरचे फक्त 1 शब्दावरती तयार होतील माहीत आहे जा तू आम्हाला विश्वास आहे तू व्यवस्थित जाशील. तुला पैसे पाहिजे एवढे पाहिजे तेवढे पाहिजे घे. तू कोणत्या पार्टीत जाती जा. काहीच हरकत नाही. तुला ऑफिसमध्ये जॉब करायचंय? जा काहीच हरकत नाही. फ्रेंड्स सोबत जा. तुम्ही फिरायला जा. काहीही हरकत नाहीत. का? माझ्या घरच्यांनी एकदम व्यवस्थित बघून दिलेत. पण ह्याच्या अपोझिट जर बाकी मैत्रिणींकडे बघितलं, ज्यांनी स्वतः लव्ह मॅरेज केलेत, ज्यांनी स्वतःच्या निर्णयावर डिसिजन घेतलेत. आज त्या कुठेतरी छोटा-मोठा जॉब करतायत. कुठेतरी म्हणजे कमी पैशामध्ये जॉब करताय आणि एवढा स्ट्रगल करत आहेत ते टिकण्यासाठी, की विचारू नका. इव्हन त्यांच्यात एवढे भांडणं होतात नवरा-बायकोमध्ये की असंख्य म्हणजे ते मिटवायला कधी-कधी असं वाटतं की आम्हाला बोलावतात. "अगं बघ ना <chuckles> असं झालंय. तसं झालंय." मग मला असं वाटतं की हा जे महत्त्वाचे निर्णय असतात ना एकदम आपलं संपूर्ण जीवनच बदलवणारे असतात, अशा ठिकाणी मला वाटतं की कुटुंबाच्या निर्णयाला प्राधान्य द्यावं.
हं. हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. हं. हं अरे वाह! हं, हं. हं. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं बरोबर. हं. असं का. हं. अरे बापरे! हं. बरोबर. हो.